आपण म्हणतो ना सकाळचा दिवस चांगला गेला की आपला अख्खा दिवस मस्त जातो. असं तुमचं काय रुटीन आहे म्हणजे जे दिवस कसा जातो तुमचा सहसा रुटीन काय आहे?
हं. हो, हो, खरंच तर तुम्ही अगदी लाख मोलाची गोष्ट बोललात की आपला स आपली सकाळ चांगली गेली ना की आपला पूर्ण दिवस छान जातो. पण मग म्हणतात ना की ती सकाळ चांगली जाण्यासाठी तुम्ही वेळेवर झोपलं पाहिजे रात्री. <chuckles> तेही योगानच आलं आणि सकाळ बघा ना मी अ, अगदी पहाटे 5 ला वगैरे नाही उठत. पण 6:30-7:00 वाजेपर्यंत मी उठून उठते.
अच्छा, म्हणजे लवकर उठता तुम्ही त्या मानाने दिवसा सूर्याबरोबर उठता. <chuckles>
हां, हां. हो, हो, सूर्याबरोबर उठ कारण की 9ची ची शिफ्ट असते ना मग 9 ते 6.
अच्छा. हं. हो, हो, हो. अच्छा. मग 2 तासात तुम्ही सगळं घरचं आवरता सकाळचं नाष्टा, जेवण वगैरे?
हो, हो. हो, म्हणजे मला नशिबाने म्हणतात ना की माझ्या घरी सासूबाई असल्यामुळे जरा थोडं सोपं पडतं मला. मग बरचसं माझं काम त्या, मला मदत करतात. खूप मदत करतात.
काय? अच्छा. किती छान म्हणजे. अ, आणि मग 2 तास म्हणजे जर अ, तरी पण खूप कमी वेळ आहे त्या वेळात भरपूर काही तुम्हाला करून निघायचं असेल. कसं असतं साधारण सकाळचा दिवस तुमचा?
करू लागतात हो, हो. हं, हं. हां म्हणजे अ, मी माझा नित्यक्रम वगैरे उरकला की मग, 7 वाजायला, एक 5-10 मिनिटं असली की मग मी, मी सर्वात आधी किचन मध्ये जाऊन थोडं पाणी पिते. खूपच कंटाळा आला की गरम पाणी पिऊन, मग अगदी कधी-कधी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू, मध वगैरे टाकायचं. आणि मग म्हणतात ना की Youtubeवर वगैरे असे बरेचसे उपाय येतात बघा. की आज तुम्ही थोडंसं आलं, थोडंसं आपली हळद असते जी रॉ असते ना? आणि मग अ, पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं किंवा मग कधी-कधी मी जिरं आणि अ, थोडंसं अजवाईन. ते टाकून पण असं भिजत ठेवते पाणी. आणि मग ते सकाळी पिते
ओके. म्हणजे बर तुम्ही बऱ्याच गोष्टी ट्राय पण करता म्हणजे सकाळी काय बेस्ट होईल. अ, म्हणजे तुमचा रुटीन तर आहेच, पण तुम्ही असं ट्रायल एरर पण करताय. जेणेकरून अजून बरं वाटेल, अजून बेटर होईल. त्यानंतर काय करतात? हं.
हो, हो. अ, म्हणजे म्हणजे आता आ आठवडाभर पाणी प्यायला ना सेम, सेम. तेव्हा कंटाळा येतो तेच-तेच पाणी प्यायचं.
हं, हं. अच्छा! मग काहीतरी नवीन प्रत्येक दिवसाला असं काहीतरी. अच्छा. छान, छान. अ
हां. म्हणजे या आठवड्यात जर जिरा आणि अ, अजवाईंचं पाणी प्यायले, तर मग पुढच्या आठवड्यात मग अ, थोडं मध आणि लिंबू. म्हणजे तेच-तेच अ, नको. म्हणजे रुटीन तेच आहे सकाळी उठून गरम पाणी प्यायचं.
अच्छा. अच्छा. गरम पाणी महत्वाचं. त्याच्याबरोबर काहीतरी थोडंसं वेगळं.
पण हो. हं.
हं. अरे वाह! मस्त.
आणि मग, थोडेसे सूर्यनमस्कार घालायचे. अगदी शक्य नाही आहे, की अ, मग खूप सगळे. पण अगदी 11-12 सूर्यनमस्कार नक्की घालायचे.
अरे वाह! 11-12 म्हणजे एकदम तंदरुस्त आहात तुम्ही. <chuckles>
हां, हां. म्हणजे तेवढं तर, वाढत्या वयाने नाही का थोडं स्वतःची काळजी ठेवावी लागते. मग सूर्यनमस्कार झाले. थोडंसं बसायचं 5 मिनिटं. तसं मी चहा पीत नाही, जास्त. पण अगदीच कधी-कधी खूप कंटाळा येतो बघा
छान, छान. मस्त. हं, हं. हं, हं.
की अ, खूप झोप येतीय किंवा तणाव आहे काही आणि अगदी क्षीण आला आहे. तर मग अशावेळी मग मी एखाद एखाद्या वेळेस चहा इलायचीचा मस्त असा छान किंवा आलं टाकायचं, असं मग एखाद वेळी चहा पिते अगदी रुटीनने नाही, पण कधीतरी
छान. छान. अच्छा म्हणजे कधीतरी जर असं वाटलं फ्रेश वेगळं काहीतरी हवंय तर, असं.
हां. आणि अ, मग बऱ्याच वेळा अ, माझ्या सासूबाई स्वयंपाकाची तयारी वगैरे करत असतात. मग आम्ही दोघी कधी मी चपात्या बनवते, कधी सासूबाई बनवतात आणि मग भाजी वगैरे तोपर्यंत त्यांनी ती सगळी
छान! मग तुम्ही नुसतं नाष्टा वगैरे करता का दुपारचं जेवण पण अ, तेव्हाच बनवता?
नाही, नाही. नाष्टा आमच्या घरी ना, म्हणजे सासूबाई अ, मी सकाळी उठते ना, तेव्हा म्हणजे माझे मिस्टर आणि मी नाश्ता नाही करत. आम्ही डायरेक्ट अ, जी चपाती आणि म्हणतात ना की जी भाजी असते तेच खातो सकाळी उठून.
हं. अच्छा.
आणि मग आम्ही ती टिफ टिफिनला पण अ, तीच नेतो. आणि मग सासूबाई मग म्हणजे सासरे कधी अ, म्हणजे प्रभात फेरी वगैरे मारून मित्रांबरोबर गप्पा मारून मग ते 9:00 वाजता वगैरे मग त्या दोघांसाठी कधी-कधी काहीतरी नाश्ता बनवतात. पण मग आम्ही असं म्हणतात ना की सकाळी अ, वेगळं काही करायला नको म्हणून अ, थोडीशी चपाती कधी
अच्छा-अच्छा. अच्छा, अच्छा. नाही, हरकत नाही. पण नाश्ता करून जाता ना? म्हणजे नाष्टा जो आहे तो करून जाता. कारण की काही जणं उपाशीपोटी म्हणतो ना तुम्ही कसं वेळेत उठता आणि बरोबर नाष्टा पेटपूजा करून निघता. नाहीतर असं होतं की सगळी पळापळ होते आणि कामात लक्ष नाही लागत. म्हणजे तुमचं व्यवस्थित अ, अ, काय म्हणतात नियोजन असल्यामुळे एक चांगला रुटिन असल्यामुळे, तुम्ही वेळेत उठत आहेत तुमची कामं करत आहेत व्यवस्थित अ, नाष्टा होतोय. तर लंचचाच का असेना जेवणाचाच का असेना पण होतय आणि व्यवस्थित तुम्ही हट्टाकट्टा म्हणजे व्यवस्थित जात आहेत. एक छान वाटलं ऐकून, कारण की खूप जणांना असं मी बघते की पळत-पळत जातात, म्हणजे ब्रेड वगैरे. मग खूप हे
हो, हो. हो. चपाती आणि हं, हं. हं. हं. हं. हो. हो, कारण हो, कारण हं, हं. अगदी, अगदी. त्याचं श्रेय मी माझ्या सासूबाईंना देईन कारण ना त्यांचं कसं आहे ना की घरातून बाहेर तुम्ही अनशापोटी नका निघू. मग ते चक्करच येते आणि मग आज काहीच अ, करावसं वाटत नाही आहे. आणि म्हणतो ना की आपल्या उठल्यावर काहीतरी खावं, नाहीतर आपलं शरीर असं सारखंच ते क्रेव्हिंग होत असतं की "अरे आता काहीतरी द्या मला कुणीतरी खायला."
बरोबर. हो. हां. अन् सकाळी म्हणतो ना आपण की अ, चांगलं जेवलं पाहिजे म्हणजे पोट भरून जेवलं पाहिजे असं म्हटलं म्हटलं जातं आणि रात्री थोडंसं खाल्लं पाहिजे कम म्हणजे अ, त्या मानाने. तर लोकांचं सगळं उलटं झालेलं अस अ, सहसा ऐकतेय. <chuckles> हां.
हो, हो. हां, म्हणजे हो. हे उलटं झालं आहे. आता माझ्या, माझ्या मिस्टरांना ते चहा-चपाती खायची सवय होती लहानपणी.
हां, हां.
हं, पण नंतर ना तर चहा आमच्या दोघांनाही जरा सूट नाही होत व्हायचा. मग अ, असं ठरवलं की नाही चहा-चपाती नको, आपण म्हणजे भाजी चपाती किंवा दुसरं काही चटणी वगैरे असतात बघा आपल्याकडे, जवसाची चटणी असते.
मस्त पोट भरून वगैरे मस्त ठीक आहे. हां.
हां. मग असं आम्ही खायला लागलो. कारण की ते सकाळी नाश्ता नाही करत. मग माझी पण इच्छा होत नाही की मी एकटीसाठी काय आता, परत सासूबाईंना किंवा मलाही वेगळं काहीतरी कशाला करा. मग मलाही या सवय लागली या अंडाना या घरी येऊन. तर असं माझं झालेलं.
हंम्म. हं, हं. अच्छा. मग एकंदरीत तुम्ही 9 वाजता घरातून निघता.
हो, हो. 9 अ, 9 वाजेपर्यंत आम्ही निघतोच निघतो.
अच्छा. कत क किती पर्यंत असतो ऑफिस? घरी कधी माघारी येता?
आणि पण अ, ऑफिसमध्ये बघा मी 9:15 9:30 पर्यंत मी पोहचते. पण कधी-कधी ना, म्हणजे तसं फ्लेक्सिबल टाईम आहे आमचं ऑफिसचं.
अच्छा! छान आहे.
हं, तर त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्ही या वेळेलाच पोहोचलं पाहिजे, पंच टाईम आहे वगैरे असा काही प्रकार नाही आहे नशिबाने.
चांगलं आहे, म्हणजे डोक्याला ता हे नाही की बाबा पळापळ, उगाच ॲक्सिडेंटची भीती नाही इथे राहतं, तिथे राहतं. छान आहे एकदम बॅलन्स आहे सगळं.
हं, हं. म्हणजे हो, हो. आणि ना सकाळी म्हणतात ना की अ, सुदैवाने माझ्या सासूबाई बऱ्याचशी मला मदत करतात. मी मीही त्याच्यामध्ये आणि आमच्याकडे मावशीही येतात. तर त्याही मग ते बरीचशी कामं भांडी, कपडे त्या बऱ्याचशा करून टाकतात. त्यामुळे म्हणतात ना की आम्ही अ, म्हणजे खरंतर माझ्या सासूबाईंनीच पहिल्यापासूनच ते सगळं अ, रुटीन असं सेट केलेलं आहे की एवढ्या सगळ्या सकाळी हे सगळं झालं पाहिजे, म्हणजे असं काही घरात पसारा त्यांना अजिबात आवडत नाही.
हां, म्हणजे एक शिस्त आहे. ज्यामुळे सगळं व्यवस्थित होतं आहे आणि वेळच्या वेळेला पण होतं आहे. मग घरी कधी पोहचता मग तुम्ही?
हां, हां. हं. पण ना मग भात नाही पण म म मी सकाळीच अजून सांगते तुम्हाला.
अच्छा ठीक आहे चालेल. हां, बोला ना.
कारण अ, तुम्ही टिफिन वगैरे मी सगळं भरते. पण जे आपल्या पुण्यातलं ट्रॅफिक आहे, तुम्ही जसं म्हणालात, की रुटीन व्यवस्थित तर इथे आता सुरु होते अव्यवस्थितता की ते सगळं मग कंटाळायला लागतो अरे हे कधी संपेल, अरे हे कधी आपण हिंजेवाडीत पोहोचणार आहोत का आज आणि कदाचित त्याच्यामुळेच ना आमच्याकडे ते फ्लेक्सिबिलिटी करून घेतली आहे. कारण की हो
अच्छा. हां. अच्छा! अच्छा त्यांनाही अंदाज आहे, की असा प्रॉब्लेम होतोय.
आणि त्या ट्रॅफिकमध्ये ना अक्षरशः म्हणजे असं वाटतं, की आज संपणार आहे का? मग ते गाणी वगैरे लावायची जरा.
<chuckles>
हां, कानाचे हेडफोन्स घालायचे.
अच्छा.
7 सव्वासातला तुमचं काम करून, कधी लवकरही निघता येतं आणि मग घरी येऊन तुम्ही लॉगिन करा. एक तासभर. कारण की जजे जसे आमचे फ्लेक्सिबल टाईम आहेत, मग घरी आल्यावर थोडं. उम, म्हणतात ना की स्ट्रेच करायचं स्वतःला कधी असेल शक्य तर नाहीतर मग एखादं पुस्तक घेऊन बसायचं. थोडा वेळ झाला, की मग परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी. मग संध्याकाळी पूर्ण आपलं साग्र-संगीत सगळं बनवायचं कोशिंबीर, हे ते सगळं. पण हे ए
हं, हं. अच्छा, म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये पूर्ण अ, सहभाग.
हां, कारण रात्री सगळे येतो ना आम्ही.
हो.
दुपारी कसं नाही मिळत जेवायला एकत्र. आणि सकाळी
मग अंदाजे कधी किती वाजता झोपता?
अ झोपते मी कदाचित 10:30च्या आसपास, 10:30-11:00 वाजतात कधी-कधी.
मस्त मस्त. म्हणजे एकदम वेळेत सगळं तुमचं होतं. मग असं कधी झालंय का, की म्हणजे सणासुदीचा दिवस असो किंवा असं काहीतरी एखादा छान असा दिवस कि जेव्हा वेगळच काहीतरी घडलं आणि रुटीन बदललं तुमचं?
हं, हं. बरेच दिवस असे असतात, की जेव्हा माझं रुटीन बदलतं. आणि ते चांगलेही असतात आणि वाईटही असतात.
अच्छा.
म्हणजे फ्लेक्सिबल आवरझ वगैरे आहेत सगळं मान्य आहे. पण कधी-कधी ना प्रोजेक्टच बघा अगदी संपायला येतं, त्याच हँडओव्हर असतं.
हं, हं. हो. हं, हं.
मग अशा वेळेला ना खूप काम येतं. मग अशावेळी मग माझं रुटीन पूर्ण, असं डामाडोल होऊन जातं.
हम्म.
मग ते अ, सगळं डामाडोल होऊन जातं. मग सकाळी तुम्ही जसं म्हणालात ना की अनुशापोटी अनुशापोटी माझ्या सासूबाई जाऊन देत नाहीत. पण मग ते अगदीच एखादा रोल हातात पकडून मग ते धावत-धावत जायचं. आणि मग नाही, आता जाऊन मीटिंगच घ्यायची आहे किंवा काय. मग ती सगळी धावपळ होते, मग व्यायाम करायला भेटत
हां, हां. अं. मग त्या दिवशी लक्ष लागतं का हो, म्हणजे अस असं अनुशापोटी गेल्यावरती कामामध्ये?
हां? नाही, माझ्या हातात ती तो चपातीचा रोल घेऊन पळ पळते म्हणजे खाते.
अच्छा, अच्छा. हां, म्हणजे खाता ना हां, व्यवस्थित हां. पण थोडा घाईमध्ये व्यवस्थित नाही, हां.
हं, हं. पण मग ते हां. घाई घाई होते आणि कधी-कधी मग ते व्यायाम करता येत नाही. आणि म्हणतात ना ते पूर्ण दिवसाची ती सुस्ती येते कारण, तुम्हाला ती मला म्हणजे मला माझ्या आई म्हणतात ना शरीराला त्या रुटीनची सवय लागली. आणि मग अ, जसं तुम्ही म्हणालात की सणाला वगैरे, पण सणामध्ये काय आहे ना की तुमचं मन आनंदी असतं.
हं, हं. हं, हं, हं. हं. हो, म्हणजे थोडंसं रुटीन बदललं तरी चालत, वेगळ असतं काहीतरी असं छानसाठी, हां.
हां. आणि एक हां आणि ते दिवाळीला मस्त आपली चकली, करंजा आणि उत्साह असतो बघा घरात.
हो.
त्यामुळे ना असं, कामाची गडबड असली ना, की जरा तणाव असतो. पण अ, सणाची गडबड असली ना की जरा मस्त उत्साह असतो हां, सगळे येतात.
मज्जा असते, एक उत्साह असतो, जल्लोष असतो, अरे छान काहीतरी करायचं आहे. सगळे सेलिब्रेट करणारे खूप छान.
जनलो. अ आणि गणपती उत्सवात तर इतकी मजा येते. मोदक म्हणजे आमच्या घरी सगळ्यांना आवडतात बरं का आणि त्या अक्षरशः माझ्या सासूबाई हो आणि माझ्या सासूबाईना म्हणजे ते साग्रसंगीत, 21 मोदकांचा नैवेद्य.
अ, कोणाला नाही आवडत. <laughs> अरे वाह! हम्म. <chuckles>
हो, हो. म्हणजे त्यांच्या हाताला जी चव आहे ना, खरंच कोणाच्याच हाताला नाही. अ, इतकी सुंदर त्या बनवतात, मोदक आणि बाकीचेही सण आपले गुढीपाडवा वगैरे पुरणपोळी. मी शिकतेय त्यांच्याकडून. पण तशी नाही चव येत. म्हणजे बऱ्याचश्या गोष्टी मी आत्ता शिकतेय. <laughs> हो.
हं, हं. येईल ना हळू-हळू येईल. तुम्ही एवढं सगळं करत, करत बॅलन्स करत करताय. नक्कीच, नक्कीच येईल तुम्हाला. पण मला हे जे तुमचं अ, एक कौतुक वाटतंय, की आजकालच्या युगातही सकाळी उठून म्हणजे म्हणतो ना, सगळं टाईम टेबल लोकांचं मी ऐकते. 09:00 वाजता उठतात 10:00 वाजता उठतात. तुम्ही प्रॉपर 07:00 वाजता उठतात. काही जण 09:00 वाजता जायचं तर अर्धा तास उठून अ, तयार असतात म्हणजे एवढ्या गडबडीत बाहेर निघतात. पण तुम्ही प्रॉपर एक घराला वेळ देऊन 2 तास छान असं स्वतःची काळजी घेऊन, व्यायाम करून अ, एक अ, छान रुटीन आहे तुमचा सकाळचा आणि त्यातही संध्याकाळी पण येऊन तुम्ही व्यवस्थित लवकर झोपता वगैरे. तर तुम्ही काय दुसऱ्यांना सांगाल, की तुम्ही ही जी ऊर्जा, तुमचा जो फोकस चांगला असतो कामामध्ये, जी ऊर्जा सकाळी तुम्ही अ, मिळवता तुमच्या स्वतःच्या काळजीने वगैरे आणि एका डिसिप्लिनने, एका रुटीनने तर काय सांगाल सगळ्यांना, की कसं हे ठेवायचं?
हो, हो. हं, हं. हं. हं. हं, हं, नाही, त्यातून असं हं. हं. अगदी. मी खरं सांगू का तुम्हाला. मी ह्याचं सगळं श्रेय माझ्या सासूबाईंना जातं, कारण तुम्ही आता जे सांगितलं, की अर्ध्या तासात पळणं. हे माझ्या लग्नाच्या अगोदरचं आयुष्य होतं. मी खरं सांगते तुम्हाला, की आता कॉलेजला जायचंय डबा घेतला, नाही घेतला, चला बाग उचलली, पळा, मस्त.
हं, हं. अच्छा! म्हणजे सासूबाईंच्या आशीर्वादाने शिस्त लागली. <chuckles>
हो, हो. कारण त्या ना, योगा टीचर आहेत.
अच्छा! मग तर अजून मस्त हं.
आणि हो त्यामुळे मलाही त्या सूर्यनमस्कार वगैरे घालणं आणि मग म्हणतात ना की हळू हो. त्यांनी शिकवलं आणि त्या घालायला लावतात शिकवण्यापेक्षा, कि नाही आता कर जाऊ. आणि मग म्हणतात ना, की ती शिस्त तर लावली त्यांनी आवड निर्माण केली आणि आता ते फरक मला दिसतात माझ्या आयुष्यात, की अरे खरंच किती छान वाटतं आहे. म्हणजे आता मी माझ्या मैत्रिणींना बघते, की त्या सारख्या रडत असतात, "की किती वजन वाढलं आहे गं, असं झालं आहे गं." पण मग त्यांच्यामुळे ना मी मी म्हणेन, की मी अक्षरशः सुतासारखी सरळ झाले, की जी एक म्हणतात ना, एक अ, आळशी माझं जे आयुष्य होतं ते मला खरंच म्हणजे सुरुवातीला मला थोडा त्रास झाला, पण नंतर अक्षरशः मी मान्य करते, की याचं सगळं श्रेय माझ्या सासूबाईंना आहे कि त्यांनी खरंच खूप मदत केली मला.
मग त्यांनी शिकवलं का? अच्छा व्यवस्थित हां. हं, खूप छान वाटलं तुमच्याकडून मला एक अ, छान अशी रुटीन कळाली आणि अ, एक छान बॅलन्स होऊ शकतो, हे मला तुमच्याकडून कळलं. नक्कीच आपण अजूनही बोलू ह्याबद्दल आणि मला खूप शिकायला आवडेल तुमच्याकडून ह्या गोष्टी तुम्ही कसं बॅलन्स करतात. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.
नक्कीच. धन्यवाद.